आणि जी विकली जात नाही ना, तिलाच मार्केटिंग जास्त लागते.
अगदी बरोबर बोललात. बघा, कारण Mercedes वगैरे गाड्या आहे ना ह्यांची मार्केटिंग पाहिजे ती तितकी होत नाही. बट त्यांची जी क्वालिटी आहे, त्यांची जी म्हणजे नाही का खप आहे, तो तो कधी त्यांचा आलेख आपल्याला वाढलेलाच दिसतो. तर यामध्ये कुठेतरी म्हणजे नाही का, एक अ, काय म्हणतात, म्हणजे काय त्यांना फायद्याचं ठरलंय यामध्ये?
आहे ना? हां. बघा, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला Mercedes, BMW आणि मो महा महागातल्या र बी अ, Lamborghini वगैरे आहेत ना, त्यांचे ॲडव्हर्टाइज दिसायचं न दिसण्याचं कारण हे आ, हे की ते जेव्हा आहे ना अ, एखादं अ, बघा, प्लेन सेल होतात विमान.
हां. हं. हं, हं.
तर तिथं त्यांच्या गाड्या अ, श उभ्या करतात, विकण्यासाठी या ॲडव्हर्टायझिंगसाठी आणि तिथं ते लोकं बघायला येतात ना प्लेन, ते त्या गाड्यासुद्धा बघून ते घेऊन जातात कारण की जो प्लेन घेणारे आहे ना, त्यासाठी ते गाडी एक सायकल घेण्यासारखी असते आणि टी-व्हीवर बघणारा माणूस आहे ना, <chuckles> त्याची अ
बरोबर. अगदी बरोबर बोललात. हा, नक्कीच. त्यांचं प्रेक्षक वर्ग. म्हणजे असं म्हणतात ना, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय, की अ, जो म्हणजे नाही का जो ती गाडी घेतो तर त्याला एवढा पण वेळ नसतो, की तो टीव्ही बघावं.
हां, <chuckles> त्यामुळे जास्त नसते त्याची ॲडव्हर्टायझिंग अन् त्यांच्या लो बजेट गाड्या आहेत ना, BMW, Mercedesच्या 60 लाखाच्या च्या आहेत घरातल्या, त्याची असते बघा टीव्हीला अ‍ॅड, <chuckles> महागातल्या गाड्यांची नसती. तर तोच विषय आहे. मला असं वाटतं, की ना कारण बघा, जे पण आयकॉन आहेत त्यांनी दाखवलेली वस्तू आपण लगेच विश्वास नाही ठेवला पाहिजे आणि खरंच नाही अ, विश्वास ठेवून घ्यायला पाहिजे. मीसुद्धा तसं करत नाही आजकाल. कारण की माझा पूर्ण विश्वास उडला आहे. कारण की अ, म्हणतात ना त्या जे लोकं स्वतः iPhone वापरतात ते Poco-बिको स्वस्तातल्या मोबाईलचे का रिव्ह्यू द्यायलेत?
हो, हो, हो. हं, हं. हं, हं. हो, हो, हो. अगदी बरोबर. हं, हं. हं.